नवीन काहीतरी शिकायची सुरुवात करायची असेल, तर तुम्ही सर्व प प्रथम काय करता?
अ, प सगळ्यात प्रथम मी अ, त्याच्या अ, <chuckles> वेगळं आहे माझं उत्तर जरा, <chuckles> मी पॉवर पॉइंट तयार करतो. अ, मी मला टीचिंग खूप आवडतं आणि अ, अ, मी काहीतरी नवीन शिक शिकणं आणि शिकवणं
हं, हं. हो, हो. अच्छा. दोन्ही करता.
दोन्ही करतो आणि बघा तुम्हाला जर, <chuckles> चांगलं शिकवायचं असेल
छान. हं.
तर तुम्हाला स्वतःला, सतत शिकत राहावं लागतं.
नक्कीच.
आणि माझा शिकण्याचा सगळ्यात चांगला मार्ग असा आहे, की मी कोणाला तरी पकडतो. <chuckles>
<chuckles>
आणि मग त्याला सोपं करून ते सांगतो.
अच्छा.
आणि मी त्याच्या बॉडी लँग्वेजवरून ओळखतो, की त्याला अडचण कुठे आहे.
हं, हं.
मग, त्याच्यावर विचार करतो आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझं शिकणं खूप चांगलं
म्हणजे शिकणं आणि शिकवणं दोन्ही तुमचं होतं. साध्य होतं समजूया.
नाही शिकवणं हा उद्देशच नसतो <chuckles> म्हणजे ज्याला शिकव
हं. <chuckles>
ज्याला शिकवतो
छान. हां.
त्याला येतंय का? किंवा त्यालाच तो वापरेल का? याच्यापेक्षा
हं.
त्याला कळेल इतकं सोप्पं मला करता येतंय का?
अरे वाह!
एक तुम्हाला गंमतशीर गोष्ट सांगतो.
हं.
माझा मुलगा एक अ, साधारण 3-4 महिन्याचा होता.
अच्छा.
आणि मला एक अ, क्वालिटी अश्युरन्स इन्स्टिट्यूट आहे. सिंगापूर
हं, हं.
त्यांची एक अवघड एक्झाम द्यायची होती.
अच्छा. मग?
हा रात्री झोपायचा नाही ना लहान बाळ कसं असतं त्याची झोप
नक्कीच कधीही उठतो, कधी झोपतो.
आणि बायकोला नोकरीचं सगळं तिला ते बघायला लागायचं.
हं.
तर आमचं ठरलं होतं 10 नंतर तो कधीही उठला तर मी त्याला घ्यायचं काय डायपर बदलायचा, बाटलीतलं दूध द्यायचं, जे काय असेल.
हं.
आणि अ, त्याला झोपे येईपर्यंत फेऱ्या मारायच्या. फेरा मारताना कुणीतरी असं गाणं वगैरे गातात ना सगळं.
अच्छा. हं, हं.
मी काय करायचो फेऱ्या मारताना किंवा त्याला मांडीवर घेऊन मांडी हलवत, हलवत, हलवत त्याला सांगायचो, "अरे क्वालिटी इन्स्टिट्यूटचा चॅप्टर नंबर 3 आहे ना, त्याच्यात प्रोसेस ओरिएंटेशन असं आहे. <chuckles> अन तो हू, हू, असा करायचा. <chuckles>
हं. हं. <laughs> अरे बाप रे! <chuckles> हं, <chuckles> म्हणजे तुमच्या मुलांनी क्वालिटी अश्युरंस लहानपणीच शिकला समजायचं.
नाही, खरंच तसं आहे.
नाही, होतं.
खरंच त्याचं आहे अ, तुम्हाला एक अ, आश्चर्याची गोष्ट सांगतो.
हं.
म्हणजे साधारण बघा, अ, तो 3री वगैरे मध्ये होता.
हां.
तर वर्गामध्ये त्याच एका मुलाशी भांडण झालं.
हं.
तर टीचर म्हणाल्या, "हा एवढा शांत मुलगा, याच भांडण का झालं?"
हं.
तर त्यांनी सांगितलं, "हा मुलगा वर्गात" चॉकलेट खातो.
हो.
म्हणाले, "अरे पण तू तर काय मॉनिटर नाही, तू का त्याला ओरडतोय?"
हं.
तो म्हणाला, "तसं नाही." एकाने बर्थडेची चॉकलेट सगळ्यांना दिली
हं.
आणि आमचं ठरलं, की चॉकलेट मधल्या सुट्टीत खायची.
हम्म.
"तर तो नियम मोडतोय." <laughs> टीचरने डोक्याला हात लावला, तिने आम्हाला बोलवून घेतलं आणि म्हणाला, "काय नमुना आहे तुमचा मुलगा. सगळं शिस्तीने करतो आणि दुसऱ्यांनाही शिस्त लावायला बघतो." <laughs>
<laughs> हां. <chuckles> <laughs> समाधान वाटलं असेल. पण ह्या कंप्लेंटच?
अ, हो. आम्हाला बरं वाटलं.
हं.
की अ अ, तो आणि खरंच सगळ्या बाबतीत खूप सिस्टमॅटिक आहे.
अरे वाह!
तर अ, तो माझा बायकोच्या भाषेमध्ये बळी आहे माझा. सगळं शिकवण्याच्या प्र प्रयोगाचा. <laughs> अ, म्हणजे गंमत आपण बाजूला ठेवू पण शिकण्याची जी प्रोसेस आहे
<laughs> <laughs> हं, हं. हं.
तिचा आनंद घेतला. तर ते शिकणं चालू राहतं.
अगदी बरोबर बोललात.
म्हणजे मी असं ऑब्झर्व केलंय, की शिकण्याच्या प्रोसेस मध्ये छोटे-छोटे टप्पे करायचे.
हं.
आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती, स्वतःला उत्तेजना द्यायची.
अच्छा.
अ, म्हणजे तुम्ही बघा ते गेम्स असतात ना डिझाइन केलेले मोबाईलवरचे.
हं, बरोबर.
सर्वसामान्य शाळेमध्ये वर्गामध्ये मुलं ऐकत नाहीत, धड करत नाहीत, त्यांचा फोकस नसतो. <chuckles> अशी सगळे तक्रार करतात.
हं. अगदी बरोबर.
पण मग गेम का मुलं व्यवस्थित खेळतात बरं?
<chuckles>
बघा तुम्ही कुठल्याही गावात पारावरती जाऊन बघितलं तर अगदी 20-22 वर्षाच्या मुलांपर्यंत ते गेम्स खेळत असतात.
अगदी बरोबर.
बाकी कुठलंच काम करत नाहीत, पण गेम मात्र खेळतात.
हं.
तर त्याचं कारण असं आहे, की ते त्यांच्या सायकोलॉजीवर डिझाइन केलेलं असतं.
हो.
तर आपण पण आपलं शिकणं जे आहे, ते आपल्या सायकॉलॉजिला मॅच केलेलं असायला पाहिजे.
हं. अरे वाह! नक्कीच.
म्हणजे दर काही वेळाने डोपामिन सिक्रेट व्हायला पाहिजे.
हो.
तर हे डोपामिन काय असतं?
हं.
तर आपण यशस्वी झालो, आपल्याला जमलं.
हे समाधान.
हां, हे समाधान झालं, की डोपामिन
अरे वाह! हं, छान.
मेंदू सिक्रेट करतो. मग काय करायचं हां.
बरं हे सांगा हं, जर का आपल्याकडे वेळ कमी असेल आणि कंटाळा जर का येत असेल, तर म्हणजे काय स्वतःला कसं कंट्रोल केलं पाहिजे? आता तुमच्या बाबतीत तर ठीक आहे, तुम्हाला नाही होऊ शकणार, कारण तुमची शिकण्याची जी पद्धत किंवा आवड ती खरंच खूप छान आहे. पण आता समजा आमच्यासारख्या लोकांना काही सांगायचं असेल की कसं हं.
हो, हो. म्हणून तर म्हंटलं प्रत्येकाची पद्धत वेगळी.
बरोबर.
बुटाचा साईझ काही प्रत्येकाचा एक नसतो ना?
हं.
तशी अपेक्षा करणंच चुकीचं आहे.
अगदी बरोबर.
तर शिकण्याची पहिल्यांदा आपण आपली पद्धत समजून घ्यावी.
हं.
मुख्यतः 4 पद्धती अस
कुठल्या?
काहींना ऐकून कळतं.
हं.
काहींना करून कळतं.
बरोबर.
काहींना अ, त्याच्या ऐकण्याबरोबर, जर का काही व्हिज्युअल असेल, म्हणजे एखादं कार्टून सारखं, एखादं चित्र, एखादा डायग्राम
अ, हां. हं. बरोबर.
त्यांनी जास्त कळत.
अच्छा आणि 4थी?
आणि आणि हे अ, 4थी आहे, माझी <chuckles> शिकवून कळतं.
<chuckles> नक्कीच.
आणि हे प्रत्येकाचं असतं, बरं का. म्हणजे हे 4 ही मिळून आपल्या 100 होतात.
बरोबर. हं.
आता माझं हे 50 आहे, याचा अर्थ मला चित्र बघून कळत नाही असं नाही. पण शिकवून माझं 50%
बरोबर.
माझं बाकी काहीतरी 20 असेल, काही 30 असेल, काही 10 असेल. तर प्रत्येकाने ओळखावं, की माझं काय जास्त आहे आणि त्याप्रमाणे करून बघावं.
अगदी बरोबर बोललात. हं.
खूप जणांना करून बघितल्याशी शिकवणं त्यांचं होत नाही. तर अ, त्यांनी काय करावं? की थोडीशीच थिअरी शिकावी.
हं. हो.
आणि प्रत्यक्ष करून बघा. म्हणजे आता समजा, मला पोहणं शिकायचं आहे.
हं.
तर पोहणं शिकताना त्याचे टप्पे काय? पहिला टप्पा म्हणजे, नाकात पाणी जायची भीती जाणं. दुसरा टप्पा काय? तर पाय मारता येणं. तिसरा टप्पा काय? तर हात नीट मारता येणं.
हं, हं. बरोबर. हं. हं, हं.
चौथा टप्पा काय? नुसतं तरंगण. तर आपण काय करायचं, की एखाद्या मित्राला मी मी तसंच शिकलो. त्याला म्हंटलं, "अरे, नाकातून बुडबुडे कसे काढतात, माहिती आहे का तुला? हे बघ असं आ करायचं बुडूडूड, आ करायचं बुडूडूड." तो म्हणाला, "अरे, जमतंय का बघतो मला?" "हां, जमतंय."
हं. हं. <chuckles> हं.
अ, झालं. त्याला मग तो म्हणाला, "नाही, पण अशा केसमध्ये काय करायचं? मग नाकात पाणी गेलं तर?" मी म्हटलं, "नाकात नसतं पाणी, हवा सोडायची, मग पाणी कसं आत जाईल?" <chuckles>
हं. हम्म, छान.
मग माझी भीती गेली. अ, असा मग एक टप्पा जमला.
भीती जाण महत्वाच हं, बरोबर.
असा.
बरं, या म्हणजे आपण काही शिकतो ना मग त्यासाठी कुठली म्हणजे काय म्हणतो साधनं आपण निवडायला हवी, जेणेकरून आपल्याला शिकण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे सोप्पी होईल?
समजा मी कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर शिकतोय..
हम्म.
तर त्याचा उद्देश काय? ते साधारण काय करतं?
बरोबर.
एखादा You tube बघावा 4-5 मिनिट.
हं.
मग ते इन्स्टॉल करा. मग नुसतंच प्रत्येक मेनूवर जायचं ह्याने काय होतं, त्याने काय होतं? ह्याने काय होतं? ब्राउझ थ्रू करावं.
हं.
तिसरा टप्पा त्याची एक छोटीशी फाईल, म्हणजे आम्ही प्रोग्रामिंगमध्ये म्हणतो काय? फक्त हॅलो वर्ल्ड.
बरोबर. हं.
हॅलो वर्ल्ड स्क्रीनवरती कसं येईल? तुम्हाला वाटेल त्यात काय विशेष आहे?
बरोबर. हं.
नाही आहे. विशेष नाही आहे. एक विशेषच आहे म्ह खोटी गोष्ट नाहीये, हे शिकणं.
बरोबर. हं.
तुम्हाला पहिल्यांदा त्याचा त्याच्यात ते काम करतं. तो एडिटर ओपन करता नवीन फाइल उघडता आली पाहिजे.
बरोबर. हं, हं. बरोबर.
त्याच्यात एक बेसिक कमांड्स लिहिता आले पाहिजेत. मग ते सेव्ह करून, कम्पाईल करून, रन करून, थांबवायचं कसं, ते कळलं पाहिजे.
नक्कीच. हं. पण हं, हं, हं. बरोबर.
अहो, हॅलो वर्ल्ड प्रोग्रॅमनी, स्क्रीनवर हॅलो वर्ल्ड एवढं लिहिण्याने, तुम्ही सोप्यात सोपा प्रोग्राम कसा पूर्ण लिहायचा, हे ऐंशी टक्के शिकतात.
हं. अगदीच.
आणि भीती जाते. शिकण्यातलं सगळ्यात मोठी अडचण आहे, की माझं चुकलं तर काय? हे अवघड आहे. मला जमणार नाही.
हं, हं.
तर काय करायचं तर पहिली आपली भीती घालवायची.
अगदी.
चुकण्याची भीती घालवायची आणि चुकलं तर जास्तीत जास्त काय होईल?
हं, हं.
ते इमॅजिन करायचं. त्याच्यावर सोल्यूशन काढायचं. तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा कॉम्प्युटर शिकवला 88 साली.
हं.
तेव्हा शिकणारे फार घाबरायचे.
<laughs>
अरे, अरे बापरे! काहीतरी चुकेल! असं तर मी पहिल्या वर्गात त्यांना सांगायचो की "बघा सावध राहा हां, हा कम्प्युटर आहे. ह्याच्यात जर तुम्ही चूक केली, तर तो बिघडू शकतो."
हं. हं.
सगळे म्हणायचे, "हो, हो, हो. खरं आहे." म्हटलं, "आणि चूक काय करायची नाही. एकच चूक करायची नाही. म्हणजे एकच चूक कुठली?" खिडकी उघडून, कम्प्युटर घेऊन, तिसऱ्या मजल्यावरून जमिनीवर फेकायचा नाही.
<laughs> नक्कीच. अच्छा तुम्ही कंप हं.
हे सोडून को हे सोडून कुठलीही दुसरी चूक चालते. <chuckles> मग सगळी भीती जायची त्यांची. <chuckles>
<chuckles> नक्कीच. मला पण एक उदाहरण आठवलं जेव्हा मी पहिल्यांदा कम्प्युटरला हात लावला ना, तसंच आम्हाला टायपिंग करायला शिकवत होते मग बटनला हात लावायला सुद्धा भीती वाटत होती. नंतर जेव्हा त्या गोष्टीशी यूज टू झालं तेव्हा कळलं, की "अरे याच्यात काही पण केलं तरी काही कम्प्युटर बिघडत नसतो."
नाही, नाही खिडकीतनं तिसऱ्या मजल्यावरून टाकला तर बिघडतो. <chuckles> पण असं सांगितलं ना की भीती
<chuckles> नक्कीच. म्हणजे ही शिकवण्याची पद्धत झाली, नाही का? भीती ग आणि एक चांगला शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षणाची जी भीती असते शिकण्याची, ती घालवता आलीच पाहिजे.
आता मुलांना हां. बरोबर. मग पुढचे जे टप्पे आहेत, पुढची जी प्रगती आहे, त्या प्रत्येक टप्प्याला तुम्ही एन्करेज केलं पाहिजे.
हं, हं. बरोबर.
आता अजून एक स्ट्रक्चरल भाग सांगतो. एखादा जण पुस्तक वाचायला बसला, की एक पान वाचतो आणि म्हणतो कंटाळा.
हं. हं, हं.
5-10 मिनिट. कोणी अर्धा तास वाचतं.
बरोबर.
कोणी अगदी म्हणजे 180 पानं वाचूनच पुस्तक खाली ठेवतो. मग 3 तास लागले तरी हरकत नाही.
अगदी बरोबर, हम्म.
तर या तिघांच्याही शिकण्याची जी पद्धत आहे, ती थोडी-थोडी वेगळी पाहिजे.
अगदी.
पहिल्यांदा मी कसा आहे ते मला कळलं पाहिजे
हं.
आणि जर 15 मिनिटामध्ये मला कंटाळा येतो
हं.
तर मी काय केलं पाहिजे, दर 15 मिनिटानंतर पूर्ण केल्याबद्दल स्वतःला काहीतरी बक्षीस.
बरोबर.
अ, तुम्हाला गंमत वाटेल. माझ्याकडे त्या ₹10 च्या अ, ह्याच्या कॅडबरीज असतात. KitKatच्या.
हं.
आता सध्या मी अ ते जे अ, व्हॉईस अ, सॉफ्टवेअर असतं.
हां.
त्याचं एडिटिंग कसं करायचं हे शिक
हं.
जाम कंटाळा येतो थोड्या वेळात.
<chuckles>
तर मी स्वतःला ती KitKat देतो.
अरे वाह!
हं. <coughs> आणि ते सुद्धा माझं प्रमाण ठरलेलं आहे. KitKatच्या नंतर कंटाळा येतो. 1 KitKat मिळेल. त्यात काय विशेष?
<chuckles> हं. हं.
10 KitKat झाल्या की त्याच्यानंतर मला काय आवडतं? तर मला फिश खायला आवडतं. तर त्याची व्हॅल्यू म्हणजे फिश. मग आवडत्या ठिकाणच्या इथं जाऊन अगदी पापलेट खायचा.
हं. हो. हं.
आणि एखादं कोर्स पूर्ण कम्प्लीट झालं की मला थ्री स्टार हॉटेलमध्ये जाऊन ब्रंच करायला आवडतं.
हं. अरे वा!
पाच 600 च ₹600 लागतात.
<chuckles> हम्म.
कधी-कधी कध मला स्वतःचं बक्षीस माझं 2-3 फिश होतं. मग 3 फिश म्हणजे 1 <chuckles> तिकडचं जाऊन अ, ह, तर स्वतःला बक्षीस देण्याची जी कल्पना आहे ना आणि हा काही लोक शिक्षा, पण देतात माझा शिक्षेवर विश्वास नाही. शिक्षा करायची, उपाशीच राहायचं वगैरे पण ते अ
<chuckles> हां. हं. अच्छा. हं, हं.
अहो मला वाटत इतकं हां, जे शिकायचं आहे ते खूपच कठीण असेल.
हां.
तुमच्याकडे वेळ पण खूप मर्यादित आहे आणि सगळं. तर मग अ, काही जणं स्वतःच्या शिक्षेनी अ, मोटिवेट होऊ शकतात पण एक आहे स्वस्थ बसवायचं नाही.
बरोबर. खूप छान. तर असं स्वतःहून काहीतरी शिकायला जसं आपण सुरुवात करतो तर ते शिकण्याचे काय, काय टप्पे असायला हवी आणि एकंदरेनच म्हणजे म्हणतो ना आपण शिकताना म्हणजे कंटाळला आला नाही पाहिजे तर बरोबर स्टेप बाय स्टेप कसं शिकता येईल, याबद्दल सविस्तर असी तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप, खूप धन्यवाद.
मला पण मजा आली तुमच्याशी बोलताना. <chuckles> फार छान अ, झालं. आता माझी पण रिव्हिजन झाली. आता माझा जो पुढचाच कोर्स आहे त्याचा मी छान प्रोजेक्ट प्लॅन बनवतो. रोज किती शिकायचं. <chuckles>
<chuckles> मलाही असं वाटेल, की मी नक्कीच आता तुम्ही ज्या स्टेजेस सांगितल्या ना मी स्वतः पण शिकताना त्या फॉलो करेल आणि माझ्या मुलाला पण शिकवताना त्याच <chuckles> ट्रिक्स फॉलो करेल. धन्यवाद.
धन्यवाद.